आता बघा ना, माणसाला कितीतरी वाटलं, की आपण स्वावलंबी असतो आणि आपण कोणाची मदत घेऊ नयेत, तरी या माणसाला मदत मागायची वेळ तर येतेच. तर अशा वेळेला जेव्हा आपण एखाद्या मित्राची किंवा अनोळखी व्यक्तीची पण मदत मागतो, कसं बोला हो आपण? कसं म्हणजे काय बोलावं, कसं बोलावं? तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का?
हो. बरोबर. बरोबर. हो नक्कीच हो नक्कीच मला आवडेल सांगायला. म्हणजे बघा, मी माझं सांगते. मी मदत मागताना ना, सगळ्यात आधी समोरच्याचा माणसाचा वेळ आणि सोय लक्षात घेते. म्हणजे एक अ, मी थेट मागणी करत नाही, तर आधी एक परवानगी मागते. एक साधारणपणे मी असं म्हणते की तुमच्याकडे थोडा वेळ असेल, तर मला एक छोटी मदत हवी आहे तुमच्याकडून.
हं, हं.
म्हणजे एक अ, म्हणता येईल हां, म्हणजे यामुळे समोरच्याला अशी मोकळीक मिळते आणि संवाद असा सौम्य पद्धतीने आमचा सुरू होतो.
ती जमेल का करायला? सुरू होतो.
हां, बरोबर.
तर मग आता बघा, अशी तुम्ही मदत मागितली का कोणाची? म्हणजे एखादं छोटं उदाहरण तुम्हाला देता येईल इथे?
अ, हो अ, एक म्हणजे माझंच एक उदाहरण सांगते. अ, म्हणजे बघा ना, अ, जसं की, अ मित्रांकडे जेव्हा आपण मगत अ, मदत मागतो ना, तर अ, माझा सूर अ, जेव्हा मित्रांकडे आपण मदत मागतो, तेव्हा असं म्हणतो की अरे, मला यात थोडा गोंधळ होतोय, तू जरा बघशील का?
हो ना.
म्हणजे एक अ, हे जे वाक्य असतं ना, प्रत्येकाला बोलण्याचं म्हणता येईल की वेगळं असतं हो.
हां, हो, हो. ऑफिसमध्ये तर आपल्याला हक्काने बोलता येतं लोकांना.
हां, बरोबर. तर अ, अ मेन म्हणायला गेलं तर अ, अनुभव तसा नाही, पण अ, एकदा अ, जसं आमचा प्रोजेक्ट होता, कॉलेजचा. तर मग तिथे मला माझे अं, अं, मैत्रिणीची मदत पाहिजे होती. तर अ, मी तिला म्हटले की अ, मला यात थोडीशी एक आपण जसं आपली ट्यूनिंग मेन म्हणजे ना शांत आणि पोलाईटली पाहिजे. तर समोरचं पण आपल्याला लग म्हणजे लगेच असं मदत करतं किंवा मग एक अ, सांगतं की हां, मी ह्या वेळेत फ्रीआहे, तू ये तेव्हा मी तुझ्या प्रोजेक्ट्सला तुझ्याला म्हणजे तुला मदत करेल.
हं, हं. नक्कीच. नक्कीच.
तर अ, मी तिला सांगितलं तर ती म्हणली, "ओके, ठीक आहे." म्हणजे आता मी सध्या फ्री नाही आहे. जेव्हा फ्री झाले तर तेव्हा तुला सांगेल. मग अ, आपण अ, बनवूया प्रोजेक्ट. करेल मी तुला मदत. म्हणजे एक म्हणायचा उद्देश एवढाच, की आपण जेव्हा बोलतो, मदत मागतो ना आपला सूर जो आहे ना मोकळा पाहिजे. तसं आपण अडखळत नाही पाहिजे, किंवा असं अ, खूप ॲटिट्यूड हा मला मदत पाहिजे लवकर मदत कर, किंवा मग असं अ, एक म्हणता येईल की एक ओरडून म्हणावं किंवा असं एकदम समोरच्यावर दबाव टाकून म्हणतो ना आपण
हो. <coughs>
दबाव टाकल्यासारखं. तर मला असं वाटतं, की ते तसं जर केलं तर मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला मदत मिळत नाही. एक मदत जर मागायची असेल तर आपला एक अ, ट्यून चांगला पाहिजे असं मला वाटतं, एक बोली चांगली पाहिजे. हां, बरोबर. हो.
नक्कीच. एक पद्धत असली पाहिजे बोलायची. पण आता बघा ना, आता ऑफिसचे म्हणा की मित्र म्हणा, ते वेगळं आहे. अनोळखी लोकांची जर आपल्याला मदत लागली, तर कसं बोलावं? आता कुठला आपला फोनच हरवलाय की आपल्या फोनची बॅटरी संपली आहे, तर कोणाचा फोन मागून नाही का, एक कॉल करू का, असं म्हणजे विचारताना काय करावं माणसांनी?
हो. हो, बरोबर. हां. तर अ, मला असं वाटतं, की एक नम्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक अ, अ, दोन्ही एकत्र असायला हवेत, असं मला वाटतं, की फार असं गुंतागुंतीची भाषा वापरली ना, तर मुद्दा असा हरवतो, की अ, "माझा फोन हरवला आहे, मला तुम्ही मदत करू शकता का?" तुम्ही ही ट्यूनिंग ठेवा, म्हणजे नक्की तुम्हाला मदत भेटेल. "हा माझा फोन हरवला, लगेच तुम्ही मला मदत करा आत्ताच्या आत्ता," <chuckles> असं तर नाही. होऊ शकत. म्हणजे समोरचं असं वाटेल की समोरचं तिथून निघूनच जाईल मेन तर म्हणजे. मदत तर दूरच राहिली. म्हणजे आणि फार असं थेट बोललं ना, अ, असं उद्धट वाटू शकतं समोरच्याला. म्हणून मी काय असं हवं आहे, असं म्हटलं, की किती वेळासाठी हवं आहे, हे थोडक्यात सांगते. म्हणजे आपल्याला एक कोणती मदत ह हवी आहे, जसं मोबाईल हरवला आहे, की "मला मोबाईल शोधायला तुम्ही मदत करू शकता का?" आपण त्यांना नम्रपणे प्रश्न विचारला पाहिजे, असं मला वाटतं. आणि मेन म्हणजे, "तुमच्याकडे वेळ आहे का? वेळ असेल तर मला तुम्ही मदत करू शकता का?" म्हणजे सांगायचं झालं तर थोडक्यात मी हे सांगेन, की जेणेकरून आपल्याला चांगली मदतही मिळेल आणि आपला नम्रपणाही त्यांना दिसून येईल.
हो. हं. <chuckles> नाही का असं. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. आता बघा ना, अनोळखी लोकं तर ठीक आहे, त्यांनी नाही म्हटलं तरी आपल्याला एवढं वाईट वाटत नाही. पण आता जे आपले मित्र असतात वगैरे त्यांच्याकडून जर असा नकार आला तर काय वाटतं? वाईट वाटतं का तुम्हाला?
हो. हां, हां. अ, हो म्हणायचं झालं तर अ, वाईट तर नाही वाटत कारण जे आपले मित्र असतात, जुने असतात, हां, ठीक आहे बाबा नवीन अ, म्हणजे नवीन जर आपण कोणाला म्हटलो, की हां, मला ह्या गोष्टीत मदत पाहिजे, तर कोणी कोणी काय करतं एटिट्यूड नाही म्हणतं, की नाही, ठीक आहे मी नाही करू शकत, मला टाईम नाही आहे, वेळ नाही आहे. पण जे आपले जुने मित्र-मैत्रिणी असतात ना तर ते असं कधीच म्हणत नाही असं मला वाटतं, की ते आपल्या प्रत्येक अडचणीत किंवा आपल्या अ, म्हणजे मदत पाहिजे असेल जेव्हा-तेव्हा तर ते कर करतात. असं मला म्हणायचं.
हं. करतात. तर हे बघा ना, जेव्हा जवळचे मित्र वगैरे असतात. तिथे पण कुठलं तरी अंतर किंवा भान आपण ठेवलं पाहिजे का ओ? आता माझा जु जुना मित्र आहे म्हणून मी त्याला जाऊन जर 10,00,000 मागितले तर योग्य आहे का ओ असं करण? म्हणजे काय भान ठेवावं आपण सुद्धा?
हो. हो, हो, हो. म्हणजे हे एवढं 10 लाखाचं जर म्हणायचं झालं तर आपण मेन म्हणजे हे बघायला पाहिजे, की समोरच्याकडे तेवढे असतील का? तो आपल्याला देऊ शकेल का? त्याची परिस्थिती बघायची मेन म्हणजे जर आपल्याला खरंच पैशांची गरज पडती आहे, तर मेन म्हणजे त्याची परिस्थिती बघायची. तो खरंच एवढे पैसे मॅनेज करू शकेल का आणि खरंच असेल त्याच्याकडे, तो मॅनेज करू शकणार असेल, आपल्याला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही मदत मागा आणि अशी मदत मागा, अशी नम्रपणे अ, समोरच्याला विश्वासात घेऊन, की जेणेकरून तो तुम्हाला मदतही करेल आणि जी तुम्हाला अमाउंट पाहिजे आहे ती अमाउंटही देईल.
हो. नक्कीच, आता हे बघा, पैशांचं तर खूप, म्हणजे नाही का, नाती बिघडतात हो, पैशांचा विषय जेव्हा येतो ना. आणि काही लोकं उगीचच काहीही मदत मागतात, म्हणजे आपली का तुमची कार मला देता का, का मला कुठल्या लग्नात जायचं आहे, तुमच्याकडे ती चांगली साडी आहे, ती देता का, तुमचे दागिने देता का? म्हणजे अशी लोकं खूप विचित्र मदतीची अपेक्षा ठेवतात आणि ती आपण करू नाही शकत, तर काय, कुठे ठामपणे नाही म्हणता तुम्ही अशा वेळेला?
हो, बरोबर. हो, ते तर आहेच. हां. <chuckles> ते तर आहेच. हो. अ, तसं ठामपणे जर नाही म्हणायचं, झालं ना, तर मला काय वाटतं माहिती आहे का, अ, जर आपली विश्वासातली जर व्यक्ती असेल आणि आपल्या ओळखीची म्हणावं, आपल्या नातेवाईकांमधली म्हणावं, तर आपण त्यांना देऊ शकतो. पण असं अ, हां, ठीक आहे, माझ्या मैत्रिणीची मैत्रीण, तिला लागते माझी साडी घालायला किंवा ड्रेस घालायला किंवा काही दागिने आहेत ते घालायला, तर मी तिला कदाचित देणार नाही. कारण मेन म्हणजे आपली मैत्रिणीची मैत्रीण आहे ती आपण तिला कधी भेटलेलो नाही. ठीक आहे, भेटलो असेल, तर आपल्याला माहीत नाही ती कशी आहे, कशी नाही. ठीक आहे, माझी मैत्रीण जर सांगत असेल, की नाही, तिचा स्वभाव चांगला आहे, ती अशी-अशी आहे, ती चांगली आहे, ती असं काही करणार नाही. पण तरीही मला असं वाटतं, की नाही, देणंच योग्य आहे ते वेळेस. आणि जर तुमचे नातेवाईक आहे, तुमचे रिलेटिव्स आहे, तुमचे क्लोज फ्रेंड्स आहेत, जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं, की आपले जवळचे कलीग्स वगैरे असतात ते, तर त्यांना आपण देऊ शकतो, असं मला वाटत.
हं. हो. अगदी बरोबर.
म्हणजे मेन म्हणजे ना, एक विश्वास पाहिजे समोरच्यावरती कारण की आपण एवढी एक अ, अ, महत्त्वाची म्हणा, महागाची गोष्ट समोरच्याला जर द्यायचं आहे ना, तर मेन म्हणजे विश्वास पाहिजे की समोरचं हे आपल्याला बरोबर टाइमशीर किंवा मग एक व्यवस्थित जसं आपण त्याला दिलं आहे तसंच ते आपल्याला परत करेल की नाही? ही जर खरं विश्वास असेल ना, तुम्हाला समोरच्यावर तर तुम्ही देऊ शकता नक्कीच आणि जर असं एखादी अनोळखी म्हणा किंवा त्याच्या ओळखीची आहे की त्याला लागती आहे म्हणून, तर मला असं वाटतं की तिथं योग्य अयोग्य आहे देणं.
अगदी बरोबर. महागाची गोष्ट आहे ओ, महागाची गोष्ट आहे. नक्कीच. हो तर आता हे बघा ना, आपण नकाराबद्दल बोललो आता तुम्हाला असा कोणी नकार दिलाय का ओ? तुम्ही जेव्हा कोणाची मदत मागितली आहे तुम्हाला नाही म्हटलंय का कोणी तोंडावर? असं झालंय कधी?
अ, एक अ, म्हणायचं झालं ना, तर आपण म्हणजे ना, एक अ, अशा वेळेस मदत मागतो ना, की जेव्हा आपल्याला खरंच गरज असते. आणि मेन म्हणजे ना, अ, एक अ, पूर्वी नकार वैयक्तिक घेत असे असं म्हणायचं झालं तर. पण आता ना
एक उदाहरण द्या ना, ओ. तुमच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण आहे का किंवा असं सांगता येईल का तुम्हाला?
अ, तसं म्हणायचं झालं तर अ, असं नकाराचं म्हणजे एक हां, एक आहे. म्हणजे एक प्रसंग सांगते मी तुम्हाला. अ, हं, म्हणजे एकदा असंच अ, घरी आपण अ, म्हणतो ना, की जसं माझा भाऊ आहे, आपण अ, त्याला एखादं काम सांगतोय. मदत मागतोय, एखाद्या गोष्टीची. अ, जसं की अ, आपली अ, गाडी वगैरे खराब झाली होती. तर मी म्हटलं, की पेट्रोल वगैरे टाकून आणून दे. तर तो म्हणे, की नाही मी नाही टाकून देणार, मला टाईम नाही आहे, वेळ नाही आहे. आणि अ, मला आता बाहेर जायचं आहे. म्हणजे असं एक मदत मागितली कारण अ, तेव्हा सिच्युएशन अशी होती, की लवकर कॉलेजला जायचं होतं. हां, ल म्हणजे घाई होती, आणि त्या घाईमध्ये मला असं वाटत होतं, की त्याने मदत करायला पाहिजे होती, पण एक नकार दिला तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं. पण म्हटलं जाऊ द्या, त्याला सवयच आहे तशी नकार देण्याची. म्हणून मी पण असं सोडून दिलं. म्हणजे असं, की एवढं मनावर नाही घेतलं. आणि मग अ अ, म्हणजे असं वाटतं, म्हणजे एक अ ठीक आहे म्हणजे समजून घेते मी स्वतःला, की बाबा अ, ठीक आहे म्हणा हां, नाही जमलं, तर नाही. म्हणजे प्रत्येकाची आपण बळजबरी नाही करू शकत ना. ज्याची त्याची मर्जी असते, की ते आपल्याला मदत करेल, नाही करेल. तो त्याचा एक म्हण प्रश्न आहे. तर अ, मला
सांगा की? हं. घाई होती, हो. हं. दिला. नाही जमलं समोरच्याला. नक्कीच. नक्कीच. अशा लोकांना तुम्ही परत मदत मागता का मग? म्हणजे जर तुम्हाला कोणी नकार कोणी एका वेळेला दिला असेल, परत तुम्ही मदत मागता की लोकांना की बोलूनच टाकता?
हां, हां. नाही. नाही, नाही. मग अ, नंतर मदत मागायची गरजच नाही. मग आपण अ, स्वतःच आपली एक तर कामं करून घ्यायची. म्हण म्हणजे मदत नाही मागायची. खूपच असं, इमर्जन्सी खूपच असेल आणि समोरच्यामुळे ते नडलं असेल, तर मग तेव्हा गोष्ट वेगळी आहे. पण अ, शक्यतो तर नाही मागत मी.
नाही. पण तुमच्या भावाला तुम्ही परत कधी मदत मागितली का? आता तेव्हा त्यांनी नाही का गरजेच्या वेळेला तुम्हाला नाही बोलले, तर परत तुम्ही त्यांना बोलला, की सोडूनचं दिलं जाऊ दे आपणचं करू?
हां, हां. नाही, म्हणजे नंतर अ, एकदा अशी इमर्जन्सी सिच्युएशन आली होती. अ, तेव्हा पण एक गाडीचंच होतं, तर तेव्हा अ, म्हणजे ना पेट्रोल टाकून तो मला त्याच्या गाडीवरच घेऊन गेला डायरेक्टली. त्याच्यामुळं अ, काही एवढं हे नाही म्हणजे असं एमर्जन्सी असलं ना तर मग अ, ऐकतो. पण असं म्हणजे अ, खूप असं जीवावर आलं असेल असं एवढं महत्त्वाचं नसेल वाटत, तर मग नाही ऐकत.
अरे, वाह! नाही. ऐकत बरोबर. तर आता कधी असं होतं का हो आपल्या आयुष्यात, की आपल्याला लाज वाटते मदत मागायला, संकोच वाटतो? म्हणजे असं नाही का आपल्याला खरंच गरज असते, पण तरी आपल्याला नाही का मनात काहीतरी वाटतं, की कसं मागावं आपण मदत कोणाची, तर काय करता येईल हो अशा वेळेला, कसं म्हणजे मदत मागावी?
हो. हो. हो, म्हणजे मा म्हणजे वाटते कधी-कधी तशी. म्हणजे विशेषतः म्हणायचं झालं ना तर भावनिक किंवा मग असं वैयक्तिक मदत मागताना ना कधी-कधी लाज वाटते. पण अशा वेळी ना मी स्वतःला म्हणजे आठवण करून देते, की मदत मागणं म्हणजे कमकुवतपणा कधीच नाही.
हं. हो, हो, हो. हो ना.
म्हणजे, एक योग्य शब्दात सांगायचं झालं ना, तर योग्य माणसाकडे मदत मागणं हे स्वतःची काळजी घेणं आहे, असं मला वाटतं. आणि तिथे असं लाज ठेवणं आणि हे करणं, असं तरी नाही वाटत मला, की अशा गोष्टीत लाज ठेवून आपण त्यांना मदत मागू शकतो आणि त्याची काही लाज आहे, असं तर नाही वाटत मला.
नक्कीच. आता तुमची जर कोणीतरी मदत केली, तर त्याची परतफेड आपल्याला करायला लागते, असं तुमच्या मनात आहे का? बरीच लोकं नाही का, असं आपली कोणी मदत केली, आपण परतफेड करतो. तुमचा विचार काय आहे याच्यावर?
हो, बरोबर. हां. हो, नक्कीच, म्हणजे एखाद्याने जर आपल्याला अ, एक म्हणता येईल, कठीण प्रसंगी, झालं, अ, जर मदत केली असेल, तर आपण त्याला विश्वासात घेऊन सांगतो, की तुला जर असा कधी वेळ येऊ नये, पण आली, तर आम्ही आहोत, मी आहे तुझ्यासाठी, की तुला जे, म्हणजे कधीही गरज पडली, तर मला सांग, मी मदत करेन. म्हणजे मी तर या अ, काय म्हणता येईल, की अ, या वळणाची, किंवा एक अ, म्हणता येईल, की या अ, ह्या गोष्टी मनात आत्मसात करून, एक प्रामाणिकपणा किंवा आपली स्पष्टता एक ठेवते हां, बरोबर. म्हणजे आपण समोरचं जर आपल्याला मदत करते, तर आपण अ, ऑब्व्हियसली समोरच्याची मदत केलीच पाहिजे, असं मला वाटतं.
हं. नक्कीच. नक्कीच. ठेवायची. हो. आणि साधी देवाण-घेवाण आहे, नाही का, आजकाल समाजातली, खूप साधी देवाण-घेवाण आहे. एवढं नाही मनावर घ्यावं, तर आपण समाजात राहतो, आपल्याला कधी-कधी गरज पडते, आपल्याला लोकांची मदतही मागायची असते. ती कशी मागावी, काय अपेक्षा ठेवाव्या, खूप छान बोललात तुम्ही या विषयावर. तुमच्या आयुष्यातली खूप सुंदर उदाहरणं दिलीत. तुमच्या या वेळेबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
हो, बरोबर. बरोबर. हो. हो. हो. हो, नक्कीच. आणि मी अ, शेवटी सांगायचं म्हणेल, की मदत मागताना प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि आदर ठेवला ना, तर नातं बिघडत नाही, असं मला वाटतं. उलट, अनेकदा मदत मागणं ना, हेच एक संवाद आणि सहकार्याची सुरुवात ठरतं, असं वाटतं मला हो. खरंच मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला पुन्हा नक्की आवडेल तुमच्याशी बोलायला. खरंच तुमचे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप खूप धन्यवाद.
नक्की. नक्कीच, हो नक्कीच. धन्यवाद.